बरोबर, म्हणजे तुम्ही एक व्यवस्थित नियोजन म्हणजे केलं, की ज्या पद्धतीने अ, म्हणजे त्या त्याच्यातून तुम्हाला फॅमिली किंवा अ, मित्र परिवार यांच्याशी अ, जुळून राहता येईल. मग अ, ज्यावेळेस तुम्ही असं सुरुवातीला हे जे ठरवलं आणि मग अ, जी सुरुवात केली, मग बघा कसं आहे, की आपण असं बदलतो, तर लगेच काही त्याच्यामध्ये असे पाहिजे असे बदल होत नाहीत. मग काही अडचणी येतात. मग असं कधी काही वाटलं का? म्हणजे जसं असतं बघा, फोमो असतो, की म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट की आपण ते बघत नाहीये त्यात काय असेल तर. असं होतं किंवा अ, स्क्रॉलिंग थांबवलं जातं. मग असं वाटतं, की अरे आपल्याला कळणार की नाही, मग असं कधी काही झालं का?
तर मी यांचं नोटिफि हं. हो. हं. हो, हो. हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं. अ, असं आहे ना, सुरुवातीला झालं, की मी जेव्हा असं मोबाईलला सोडायचा प पूर्ण निश्चय केला होता ना, तेव्हा व्हायचं, अरे, थोडासा मोबाईल बघितल्यावर काय होतं, कोणीतरी काहीतरी महत्त्वाचा मॅसेज टाकला असेल मग याच्या ही गोष्ट टाळण्यासाठी ना मी नोटिफिकेशनचं मॅनेजमेंट ठेवलेलं होतं, की जेणेकरून माझं फक्त लक्ष नोटिफिकेशनवरती तेव्हाच जाईल, की जेव्हा काही महत्त्वाच्या ॲपवरती नोटिफिकेशन आली असेल, जसं की आपलं मेल. त्या कामशी रिलेटेडच मेल येतात आणि परिवाराचे जे ॲ ग्रुप्स होते ज्याच्यावरती फक्त परिवाराला सांगून ठेवलं होतं, की "एमर्जन्सी असेल तेव्हाच या ग्रुपवरती मेसेज टाकायचे अन्यथा टाकायचा नाही." आणि मित्रांचा ही ग्रुप होता. त्याच्यावरती पण सेमच होतं आणि त्या दोघींची जी नोटिफिकेशन टोन होती या तिघी गोष्टींची, मी वेगवेगळ्या ठेवलेल्या होत्या.
हां, हां. हां, हां. हां. अच्छा.